अ, बदल म्हणजे नाही का? एक छान वाटतं, की या सवयी आपल्याला आहेत. अ, बदल म्हटलं, की अ, की काय ते पहिले आम्ही जे फॉलो करत होतो होतो, की पहिले कसं आहे फक्त नुसतं पोहे खायचो. पण आता आई थोडंसं नाही का त्यामध्ये चेंज करत राहते. कधी उपीठ बनवते, कधी डोसा बनवते. तर या गोष्टी बदलल्यात थोड्या. हां. आणि मग त्यानंतर एक पारंपरिक सवय म्हणजे आमची काय आहे, आमची आजी आहे ना तिला रांगोळी खूप सुरेख येते. आणि ती एवढी थरथर कापते, पण तरीसुद्धा ती आमच्या अंगणामध्ये मस्त असं सारवते म्हणजे ती आता शेणाने नाही सारवत, ते असं लाल कलरचं ते येतं काहीतरी टाईप.
हं. आहा! वाह! हं. हं. गेरू म्हणतात त्याला. गेरू गेर. हां.
हां. तर ते असं, हां, ते नाव नाही विचारलं कधी. मग त्याने ते असं लाल करते त्याला आणि त्याच्यावर मस्त अशी ना ठिपकेदार रांगोळी काढते. म्हणजे ती म्हणते, की "रांगोळी काढल्याने खूप छान असतं." म्हणजे नाही का, "एक घराला पण एक सकाळ झाल्याचं फील आणि ते एक निगेटिव्ह एनर्जी पण नाही राहत," असं काही ती म्हणते मला. मी तिला म्हणते, "काय तू रोज-रोज काढत बसते." पण तिला खूप आवडतं. ती अशी रोज एक रांगोळी काढतेच. रोज एक वेगळी डिझाईन असते. मला आत्तापर्यंत अशी सेम डिझाईन तिच्याकडे दिसलीच नाही. काही ना काही त्यामध्ये रोज चेंजेस करत असते, कलर म्हणा डिझाईन म्हणा. म्हणजे खूप छान सकाळ होते ती.
वाह! काय मस्त आहे. मग तुम्ही मला सांगा, की शहरातल्या किंवा नव्या पिढीच्या आयुष्यात ह्या सवयी कशा काय टिकतात? म्हणजे तुमच्या आजी ह्या करतात आहे, खूप काळापासनं. म्हणजे मला वाटतं, की जेव्हा त्यांचं लग्न होऊन त्या आल्या असतील, तेव्हापासनं ते करत असतील ना? की सकाळी उठून अंघोळ वगैरे करून, देवाची पूजा करून, हे मस्त रांगोळी काढायची, तुळशीची पूजा करायची आणि मस्त अंगण असं सजवायचं रांगोळीने. तर अ, आजकाल अ, म्हणजे तुम्हाला वाटतं, की तुमच्या पिढीलाही ही सवय लागेल आणि तुम्ही हे टिकवून ठेवायला काय-काय करतात?
हो. हो. अंघोळ करायची. हो, हो. रांगोळी काढते, देवपूजा वैगरे. हो. नक्कीच. अ, मी
किंवा काही बदललंय ह्याच्यात?